आपण वेगवेगळे छंद जोपासतो मग ते वाचन असू दे, व्यायाम करणं असू दे किंवा पेंटिंग काहीही. तर तुम्हाला असं आठवतंय का हो, की तुम्ही जुना एखादा छंद जो तुम्ही अगोदर खूप चांगल्या रीतीने करायचात, पण नंतर तो तुमच्या काही कारणाने सुटला आणि तुम्ही परत तो कसा चालू केला? सांगू शकता का?
हो. नक्की. हं. मी नक्की, हो, नक्की सांगू शकते तुम्हाला. मी ना म्हणजे असे खूप सारे छंद आहेत आणि मला काय वाटत माहितीये का? छंदची एक अशी परिभाषा आहे ना, की फक्त पूर्ण आयुष्यभर एकच छंद असा नसला पाहिजे म्हणजे असला जरी तरी काय हरकत नाहीये. असं काही चुकीचं नाहीये की एकच असेल तर काय म्हणजे तुमच्यात काहीतरी चूक आहे असं काही नाहीये. पण अ, जर तुम्हाला आयुष्यात तुम्हाला जर मौका भेटला ना, तर वेगवेगळे छंद ठेवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करायचा, जेणेकरून ना आपल्याला वेगवेगळ्या छंदात आपल्याला आनंद भेटतो आणि कधी हे छंद शक्य नाही झालं, तर दुसरा छंद. दुसरा नाही तर तिसरा छंद. काही ना काहीतरी जेणेकरून ना आपल्या मनात आपल्यासाठी स्वतःसाठी एक जागा राहते. तर हे मला छंदाची सुरुवात म्हणून मी म्हणू शकते. आणि बघा तुम्हाला एक छंदाबद्दल मी सांगते, की ना मला लहानपणीना डान्स करायला खूप आवडायचा. तर ना अ, माझ्या मम्मी-पप्पाने मला ना भरतनाट्यम क्लासमध्ये मला टाकलेलं. तर अ, तेव्हा तर मी भरतनाट्यम अ, क्लासमध्ये मी हो. भरतनाट्यम मी शिकायचे क्लासमध्ये, पण खरं सांगू ना तुम्हाला मला भरतनाट्यममध्ये एवढा काही इंटरेस्ट नव्हता जेवढा मला डान्सिंगमध्ये इंटरेस्ट होता. तर अ, ते जर म्हटलं ना, तर म्हणजे आपलं छान गाणे लावून डान्स करणं. हे मला खूप आवडायचं. तर हे मी एवढं केलं एवढं केलं म्हणजे एवढं केलं मी घरात. गाणी लावून, लावून, लावून, लावून एवढे नाचले मी हे माझं माझं स्वतःच छंद आहे.
हो, हो. हं, अगदी. बरोबर. हो, हो. अरे वाह! काय म्हणता! भरतनाट्यम म्हणजे अगदी क्लासिकल. अच्छा. ओह! म्हणजे तुमच्या आई-वडिलांनी बघितलं असेल, की तुम्हाला यामध्ये खूप आवड आहे.
हो आणि ते ना म्हणजे मी शाळेत पण डान्स केला, कॉलेजमध्ये पण डान्स केला, घरी पण डान्स केला, रूममध्ये पण डान्स केला. असं नाहीये की फक्त स्टेजवरच डान्स केला. स्टेजवर पण केला, पण मी ना स्वतः साठी डान्स केला. असं हो, स्वतः साठी मी नाचले मला एवढं छान वाटतंय.
क्या बात है! अग अगदी महत्वाचा मुद्दा मांडलात तुम्ही, की स्वतःसाठी. कारण कुठलाही छंद असतो ना, त्यामुळे आनंद तुम्हाला मिळायला पाहिजे.
हो. हो, नक्की. तर बघा ना, नंतर ना आयुष्याचे जसे म्हणतो जबाबदाऱ्या वाढतात. कॉलेज, अभ्यास, हे, ते, फलाना, ढिमकाना, किती साऱ्या गोष्टी, की त्याच्या ना सगळ्या ताणतणावामुळे कुठे ना कुठेतरी असं वाटतं, की "अरे बाबा मला झोप तर घेऊ दे निदान, डान्स वगैरे तर नंतर करू. मला माझं जर्नल तर कंप्लीट करू दे. अरे मला नोकरीला तर जाऊ दे." असं होऊन जाते तर ना आत्ताची तुम्हाला
बरोबर की नाही? हो ना. करिअर. खरंच. किती ऊर्जा आपली खर्च होते ना त्याच्यात. खूपच.